बघा ना, गावो-गावी शहरा-शहरी पाण्याची बचत कशी करायची? खूप मोठा प्रसंग आणि खूप अवघड कहाणी आहे हो ती, कारण पाणी टंचाई सगळीकडेच झालेली आहे. तर असं घरात पाणी बचत कशी करता येईल ह्याच्यावरती काही तुमचा अनुभव आहे?
हं. बरोबर. हं. हो नक्कीच ना, म्हणजे आपण जर अ, म्हणजे आपण जर विचार करायला गेलो की आपली पृथ्वी 70% पाण्याने भरलेली आहे बरोबर? आणि 30% आपल्याकडे जमीन आहे. पण तरी जे पिण्यायुक्त पाणी आहे, हे फक्त 3% आपल्याकडे आहे.
बरोबर, हो. बरोबर.
तर त्याचा वापर आपण खूप अ, विचारपूर्वक केला पाहिजे, बरोबर की नाही? आता काही, काही भाग असतात जिथं पाणी नाही आणि काही भाग आहे जिथं मुबलक पाणी आहे. तर मग त्या लोकांनी तो विचार केला पाहिजेल की जर काही लोकं एक गुंड्या गुंड्याभर पाण्यामध्ये पूर्ण दिवस काढून घेतात आणि काही लोकं ते नुसतं गुंडाभर पाणी जेव्हा ते ब्रश करतात तेव्हा ते नळ चालू असतानाच वाहून देतात. तर कुठे ना कुठे अशी बचत पाण्याची झाली पाहिजे. तर दैनंदिन जीवनामध्ये आपण काही ना काही गोष्टी करत असतो. दिन आपल्या दिनचर्येमध्ये पाण्याचा खूप वापर आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला जेवण बनवण्यापासनं, सकाळी उठल्यापासनं तर रात्री झोपण्यापर्यंत आपण पाण्याचा मुबलक वापर करत असतो, बरोबर?
नक्कीच, हो. हं, हं. हो, ना. नक्कीच, हो. पाणी लागत लागतंच आपल्याला नाही का, सकाळी उठल्यानंतर ते रात्री झोपेपर्यंत. खरंच खूप छान बोलले, का पाण्याची गरज ही सगळ्यांना आहे, नाही का. मग तुम्ही पहिल्यांदा असं तुमच्या घरात काही झालं होतं का? का पाण्याची बचत तुम्हाला करावी लागली, काही अनुभव आहे तुमच्याकडे?
हो. हं. हो. हं. बघा, आमचा जो भाग आहे ना, हा मुबलक पाणी इकडं बरोबर, अगदी 60 फुटावरती आम्हाला पाणी लागतं, आम्ही जर बोअरवेल केली तर. पण एके वेळेस काय झाली की बोअरवेलची मोटर खराब झाली आणि तिथून आमची आणि आमची टाकी निक रिकामी झालेली होती. तर तिच्या हो, तिच्यामध्ये फक्त थोडंच-थोडंच पाणी बाकी होतं. ज्याचा वापर करून आपण जेवण-बिवण बनवू शकतो आणि असं काही गोष्टी होऊ शकतात. आणि आपलं वॉटर फिल्टरही आहे, तर मग त्यालाही भरायला आणि वॉटर फिल्टर चालू केलं आणि ते प्युरिफिकेशनसाठी जे पाणी ते बाहेर काढतं, वेस्टेजच जास्त पाणी बाहेर काढतं आणि खूप किंचितच अमाऊंटमध्ये ते पाणी पिण्यायोग्य त्याच्यात असतं. तर मग त्याच्यात काय झालं ना, की पाणी प्यायचं पाणी तर थोडंसं होतं आमच्याकडे म्हणजे पूर्ण दिवस भागेल एवढं तर होतं. आणि बाकीचे घरातले कामंही थांबलेले होते, तर त्या दिवशी अनुभव झाला, की जर पाणी जर थोड्या पाण्यात, जर आपल्याला व्य व्यतीत करायचं आहे पूर्ण दिवस तर किती अवघड होतो. आणि त्या दिवशी मला त्या व्यक्तींची म्हणजे परिस्थिती समजली, की जे अगदी गुंडभर पाण्यामध्ये त्यांचा पूर्ण दिवस व्यतीत करतात. तर ते कुठल्या पद्धतीने करत असतील हो?
हं, हं. अच्छा, हो. अरे बापरे! हं, हं. हो, हो. बरोबर. हं, हं. खरंच ना. म्हणजे बघा ना, घरामध्ये छोटीशी शुल्लक गोष्ट झाली, तरी तुम्हाला असं वाटलं, अरे बापरे! आता पाणी क कसं येणार नाही का. आणि खरंच तुम्ही सांगितलं, ज्या लोकांकडे खरंच पाणी येत नाही आहे खरंच त्यांना पाणी टंचाई खूप जास्त होते, ते लोक कसे राहत असतील ना? मग बघा ना, अशा रोजच्या घरकामासाठी अ, कोणत्या सवयी बदलल्यामुळे पाणी खूप वाचतं? उदाहरणार्थ बाथरूम म्हणा किंवा स्वयंपाकघरात काय बदलावं असं तुम्हाला वाटतं?
हं. हो. हं. बरोबर. हं. बघा, अगदी उठल्यापासनं मी तुम्हाला सांगतो, की आपण उठलो आणि ब्रश करायला जातो, तर काही लोकांना घाण सवय असते, की ब्रश करत असणार, तर त्यांचा तो नळ चालूच असतो. निदान त्या त्याला तरी बंद करा. त्यानंतर तुमचं जेव्हा तुम्हाला अ, गरज असेल, तेव्हाच त्याला चालू करा. आणि बाथरूममध्ये पण आपण काय करतो ना, की आपण दुसरे कामं करत असतो, बादली पाणीमध्ये अ, बादलीत पाणी भरायला लावून देतो. आणि ते पाणी भरल्यानंतर आपलं त्याच्यावर लक्ष नसतं आणि मग ते वाहत असतं. मग ते कुठे पाण्याची पाण्याचा वेस्टेज असतो, तो पूर्णपणे. ते पाणी ना कुठल्या दुसऱ्या कामात आलं, ना कशात आलं. आणि वापर पाण्याचा वापर योग्यरीती केला पाहिजेल आपण. आणि त्यातल्या त्यात आपल्या घरात वॉटर फिल्टर असेल, तर वॉटर फिल्टरमधनं जे अ, आपण ज्याला म्हणतो, की घाण पाणी जे क्षारचं पाणी असतं, हार्ड वॉटर ज्याला म्हणतो आपण, तर त्याचा वापर आपण दुसऱ्या कामात करू शकतो ना, की जसं की त्यांना आपण अ, याच्यात कपडे धुण्यामध्ये वापरू शकतो ते हार्ड वॉटरला किंवा असं वेगवेगळ्या गोष्टीमध्ये त्याचा वापर करायला पाहिजे. ते पाणीला स्टोअर करून झाडांना टाकलं पाहिजे. ही अशा काही गोष्टी आपण त्याच्यात केलं पाहिजे, जेणेकरून त्याचा वापर तरी होईल.
हो, नक्कीच. बरोबर, हो. नक्कीच. बरोबर, हो, नक्कीच, हो. हो, हो, हो. हो. जेणेकरून हो, ते स्टोअर करून, हो, हो, नक्कीच, नक्कीच. हो ना, ते पाणी वायाच जातं नाही का?
हम्म, म
ॲक्वामध्ये वगैरे लावलं तर. खरंच म्हणजे ती सवय 1 करायला पाहिजे जेणेकरून ते पाणी पण वाचेलं नाही का. मग तुम्ही वापरलेली अशी कोणती तंत्रे वगैरे, तुम्ही वापरली आहेत का? का साधने वगैरे? बघा जसे की रेन वॉटर हार्वेस्टिंग, मग लो फ्लो फिटिंग वगैरे सर्वाधिक उपयुक्त ठरली आहे का?
हो ना. हो. हं, हं, हं. हो. अ, तर मी माझ्या घरात आहे ना, रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेली आहे, आणि त्या रेन वॉटर हार्वेस्टिंगचं जे पाणी आहे, ते बोअरवेलच्या बाजूला उतरवलेलं आहे, जेणेकरून बोरवेलमध्ये ते पाणी जाईल. तिथं त्याचा निचरा होईल आणि ते परत पाणी आपण वापरू शकतो. म्हणजे जे अ, पावसाचं पाणी आहे, ते जमिनीत आपण त्याला जाण्यात भाग पाडतो आहे, म्हणजे जमिनीत टाकलं म्हणजे ते पाणी स्टोअरच राहील ना, आणि लोकांसाठी चांगलं निर्माण आणि आपल्या स्वतःच्या बोरमध्ये मुबलक पाणी राहील त्यामुळे, तर अशी मी संकल्पना वापरलीये.
हां हां. हं, हं. हो, हो, हो. बरोबर. नक्कीच, नक्कीच. अ, खरंच खूप छान संकल्पना आहे. पण मला असं सांगा ना, नेमकं आता हे रेन वॉटर हार्वेस्टिंग काय असतं? आणि ती पद्धत काय असते ते पाणी साठवण्याचं?
हं. हं. हं, हं, हं, तर रेन वॉटर हार्वेस्टिंग ही पद्धत अशी आहे, की आपण जे अ, देवाचं पाणी पडतं वरतून आणि ते काय होतं ना, ते पाणीचा निचरा करण्यासाठी जर आपल्या टेरेसवरती आहे आणि त्याच्यामध्ये आपण बाहेर पाणीचा आउटलेट काढतो पाईपच्या माध्यमाने सगळं, आणि आणि ते ते पाणी कुठे पडतं, रस्त्यावर पडतं.
बरोबर आहे. हम्म. हो, न, हो, हो. बरोबर.
बरोबर? आणि रस्त्यावर पडलं म्हणजे अ, बाहेर डाब साचेल, डाब साचली म्हणजे त्याच्यामध्ये डास अ, होतील आणि डास झाले म्हणजे डेंगू, मलेरिया याचा प्रभाव जास्त होतो, तर मी काय केलं, की मी त्याला त्या पाण्याला जे आपल्या ड्रेनेज पाईप असतात ना, त्याच्यासाठी एक स्प सेपरेट लाईन टाकली रेन वॉटर हार्वेस्टिंगची आणि त्यांचा जो निचरा आहे पाण्याचा, तो जमिनीत केला, जमिनीत असा केला, की मी एक मोठं खड्डं केलं होतं, पहिले त्या खड्ड्यामध्ये अ, सगळ्यात खाली आपण अ, वाळू टाकली, मग खडी टाकली, मुरूम टाकला.
हो, नक्कीच. हं. हं, हं. अच्छा. हो, हो.
आपल्या बोरच्या अवतीभोवती आणि तेव्हा ते पाणी तिथं सोडलं. जेणेकरून ते पाणी वरूनही जे जातंय ते फिल्टर होऊन खाली जाईल आणि जमिनीत ते मुरेल.
हं, हं. हां.
या पद्धतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग केली जाते.
हो, का आणि मग ते पाणी कसं युज करायचं मग?
हो. ते पाणी आपल्या बोरमध्ये येतं ना, बोरवेलमध्ये आणि मग ते त्याला आपण पंप करून आपल्या टाकीमध्ये वापरून घेतो.
अच्छा, हो, हो, हो. हां, म्हणजे किती सुद् सोपी आणि सुंदर पद्धत आहे, लोकांना लोकांनी खरंच हे करायला पाहिजे नाही का आणि सर्वाधिक उपयुक्तपण ठरेल आणि ते पाणी पावसाचं पाणीपण वाया जाणार नाही, नाही का?
असा वापर, हो. नक्कीच, नक्कीच, केलं पाहिजे. नाही, नाही, बाकी काय होतं ना, पावसाचं पाणी जे आहे, ते अ, नाल्यांमध्ये वाहून जातं, असं होतं, मग त्याच्यापेक्षा हे जमिनीतच गेलं, तर खूप चांगलं राहील.
किती छान. बरोबर. खरंच खूप चांगली आहे ही पद्धत, पण वापरायची बरं का पाण्याची बचत करायला आणि घरामध्ये तर खरंच खूपच छान आहे ही पद्धत नाही का. मग मला असं सांगा ना, आपले शेजारी वगैरे राहतात किंवा अ, आपला समाज वगैरे म्हणा किंवा महत्त्वाच्या अशा सणांमध्ये पाण्याचं व्यवस्थापन कसं सांभाळलं जातं मग? कसं ते सांभाळायचं, जेणेकरून ते पाण्याची बचत होईल?
हं. हो, हो, हो. हं. हं. बघा ना आता अ, आपण रंगपंचमी म्हटली तर, रंगपंचमीच्या दिवशी अगदी लोकं खूप असा पाणीचा वापर करतात.
बरोबर. हो, हो.
तो खरं तर रंगांचा खेळ आहे, पण आपण त्याला पाण्यानीच जास्त साजरा करतो. बरोबर की नाही? हो. <chuckles> कलर. तेच, तेच. म्हणजे पाणी आपल्याला आता जर निसर्गानी फुकट दिलेला आहे तर आपण फुकट्याचे वस्तूचं खूप जास्त अतिरिक्त वापर करतो. पण आपण असा विचार केला पाहिजेल, की आपल्यानंतरही या जगामध्ये कोणीतरी येणार आहे.
पूर्ण पाणीच राहतं त्याच्यामध्ये. ते कलर कमी राहतात. पाणी जास्त राहतं त्याच्यात. <chuckles> हो. बरोबर.
त्याच्यासाठी आपल्याला संव पाण्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे. मग असे काही सण असतात ना, तेव्हा आपण अ, निदान स्वतःचं म्हणजे एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून घेतली पाहिजेल, की नाही जेवढं गरजेचं आहे ना, तेवढी तुम्ही मजा करा. मजा करायला नाही नाहीये. पण पाण्याचा वापर योग्य रीतीने, योग्य पद्धतीने केला पाहिजेल. जसं गणेश उत्सवही असतो. सगळ्यांच्या श्रद्धा आहेत, गणपती बाप्पांवरती. तर तेव्हा आपण जे गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती माटी शाडू मातीची आणली आणि तिचं विसर्जन घरीच केलं, घरच्या बादलीमध्ये तर नी नी निश्चितच ती माटीही आपल्याला परत एक नवीन रोप लावण्यासाठी कामात येईल आणि त्या पाण्याचाही सदुपयोग होऊन जाईल.
खरंच. बरोबर. हो, हो. हो, हो. किती छान ना. म्हणजे अ, आणायचं गणपती आणि बादलीत त्याला वाहून ती मातीपण तुम्हाला कामात येईल. रोप लाव लावतील त्याचे नाही का? अजून अजून काय करता येईल?
हं. हो. हं. अजून समजा आपण अ, म्हणजे बाकीचे लोकं काय करतात ना की कुठलाही कार्यक्रम आला की तेव्हा ते पाणी मारणं. अंगणात पाणी मारतात. ते सगळ्या गोष्टी करतात आणि काही-काही लोकं तर असे असतात त्यांचं अंगण चांगलं असेल, तरी ते विनाकारण पाणी मारत असतात.
हो.
अरे ते तेवढं पाणी वाचव ना, काय गरज आहे तुझ्या अंगणामधनं काय तो फफुटा तुझ्या घरावर तिथे येत नाही. कारण की तुझा अंगणात रस्ता चांगला आहे. कशाला उगीच ते पाणी वाया घालतोय.
बरोबर. <chuckles> बरोबर, बरोबर. नाही आम्हाला टाकायचंच राहतं, तसं म्हणजे ते लोकं अशी त्यांच्या मनामध्ये ती राहतं का, दुसरे मारतील तर आपण पण करायचं नाही का?
हं. आणि मला म्हणजे असं हसू येतं, की लोकं पाण्यासाठीही भांडतात. तुझ्या अंगणात तुझं पाणी, माझ्या अंगणात आलं माझं पाणी तुझ्या अंगणात आलं. अरे ते पाणी आहे भाऊ. तो कुठेही त्याला जिथे रस्ता भेटेल तिथे जाईल.
<laughs> बरोबर.
हो.
कसे राहतात ना, मग बघा ना, आता जर अ, आपल्याला पाणी पाण्याची बचत करायची असेल, तर अ, समुदायाने समुदायाने पाणी बचत कशी करावी? काही उपाययोजना सांगाल तुम्ही?
मग. हं. बघा, पाण्याची बचत करण्यासाठी ना, तर एकच सोपा उपाय आहे, की मीटर बसवा पाण्यासाठी.
हं, हं.
अ, वॉटर मीटर जर बसवलं ना आणि त्याच्यावरती जर बिल अ, कितीतरी लिटर पाणी दिवसाला अ, मोफत द्यायचं आणि जर त्याच्यावरती गेलं, तर बिल चालू करायचं. जेणेकरून लोकांच्या मनात अ, हे तरी निर्माण होईल, पैसे देण्याच्या धाकात ते पाणी तरी निदान कमी वापरतील. म्हणजे जिथं ते पाण्याचा वापर जास्त करत होते, तिथे ते व वापर कमी करतील, पाणी कमी वाया घालतील.
अरे वाह! हो, नक्कीच. अरे वाह! म्हणजे पाण्याचं बचतच-बचत होईल, लोकं पैसे देण्याच्या धाकाने ते पाणी वाया जाऊच देणार नाही.
हो. <chuckles> तसंच करायला पाहिजे. म्हणजे जेणेकरून धाक निर्माण होईल आणि आमच्याकडे आता ते कर केलं जातंय, बरं का. इकडे पाणी मुबलक असल्यामुळे लोकं कसाही वापर करतायेत याच्यावाला तर ते मीटर बसवतायेत.
बरोबर. हां, हां. पाण्याचं मीटरपण?
आणि ते मीटर बसल्यामुळे हो.
अरे वाह! किती छान आहे, म्हणजे आता भारत सरकारने हे सुरू केलंय का काही नवीन?
हो, केलेलं आहे ते. हो.
हां, म्हणजे इकडं म्हणजे आलेलं नाहीये पूर्ण. ही, ही गोष्ट लोकांना अजून माहिती नाही आहे, बरं का?
नाही, नाही. ते आमचे नगरपालिकेने ते काम करून केलेलं आहे आणि त्यामुळे अ, इकडे ते आता लोकं पाणी कमी वापरतात बरं का. त्याच्यामुळे वापर, वापर मग आता घरामध्ये आईच पहिले ओरडते, जी पहिले जास्त पाणी वापरायची. "अरे! ते पाणीचं बिल जास्त येऊन जाईल रे. पाणी कमी सांड." असं.
हं, हं. हो, हो. <laughs> बरोबर. किती छान ना! नाही, खरंच ही पद्धत खूप छान आहे बरं का आणि ही म म्हणजे जे सांगितले ना तुम्ही, मीटर वगैरे बसवणं, हे जर केलं ना खरं सांगते, पूर्ण भारतामध्ये पाणीच पाणी बचत होऊन जाईल मग.
हो. हं. हो, नक्कीच, नक्कीच. म्हणजे विनाकारण पाणी वापरलंच जाणार नाही कुठं. काम असेल तर नळ चालू होईल, नाहीतर नळ बंदच राहील सगळ्यांचा.
अ. नाही खरंच. हां. लोकं फालतूचं पाणी वाया जाऊ देणार नाही, नाही का. बाथरूममध्ये म्हणा किंवा सायकल धुताना, गाड्या धुताना लोकांना पाणी लागत इतकं.
हो. हो, <chuckles> खूप पाणी लागतं म्हणजे ते अ, आपण एखाद्या सर्व्हिस स्टेशनवरतीही एवढं पाणी लागत नसेल त्याला, तेवढं पाणी तर घरी लागून जातं आपल्या गाडी धुवायला.
हो ना, अरे सायकल धुताना ते एक-एक दोन-दोन टीप संपवून देतात ते लोकं. बापरे!
<laughs> मग. मग. ते ना, लोकांना पैशांसोबत जोडून द्या, बरं आपोआप ते म मार्गाला लागतील.
खरंच, खूप छान सांगितलं आणि हे जे शेवटचं सांगितलं ना तुम्ही मीटर ब बसवण्याची पद्धत, ती खरंच खूप लवकर सगळ्यांना माहीत व्हावी ही गोष्ट आणि सगळीकडे यावी. की जेणेकरून ते पाणी पण बचत होईल आणि ज्या लोकांना पाणी भेटत नाही आहे खरंच त्यांना ते पाणी तरी भेटेल, नाही का.
<chuckles> हो. नक्कीच, नक्कीच.
खरंच खूप छान अनुभव होता तुमचा हां. आणि तुमच्या घरात जी पाण्याची बचत करतात आहेत आणि जी तुम्ही माहिती दिली. आणि जसं ते रेन वॉटर हार्वेस्टिंगचं पद्धत कशी राहते ती पण मला समजवली, खरंच खूप छान माहिती होती. नक्कीच मला तुमच्याशी पुन्हा बोलायला आवडेल, आपण बोलूया, धन्यवाद.
हं. हं. धन्यवाद.